अच्छा. ओके.
त्या तुम्ही बघा आणि जे फॅ फॅक्ट-चेकर आहेत, ते तर खरंच वापरा. जिथे तुम्हाला कळेल की खरंच असं आहे का? आणि मग तिथे कसं असतं की ह्या सगळ्या चॅनल्स असतात. तिथे चुकीच्या बातम्या नसतातच. मग तिथे एकदम फिक्स आणि खऱ्या बातम्या असतात. आणि कसं असतं की, आजकाल बघा ना, मी जसं मगाशी म्हणाली की अ, ते मला असं वाटलं की ह्या गोष्टी झाल्या. तर लोकं झाल्या म्हणजे मला असं वाटलं ते गेलं आणि ह्या गोष्टी झाल्यात इतकंच दाखवतात. आणि मग लोकांना तेवढं दिसून, अरे हे बघ, असं झालं, तसं झालं किंवा कोणाचं लग्न झालेलं असतं. जसं की आता सलमान खानचं आणि ऐश्वर्याचं दाखवत असतात. मग त्यांनी पण अर्ज केलेला आहे हाय कोर्टामध्ये की माझ्या पारसा परवानगी शिवाय की कोणीही तो वापरणार नाही तो जो फोटो आहे तो. आणि मग ते एकंदरीत त्याच्यामुळे काय झालं? की कोणालाही त्यांचा फोटो वापरण्याचा अधिकार नाहीये, विथआऊट त्यांच्या परमिशन शिवाय. हां, तर मग मला आता वाटतंय, अशा गोष्टी तुम्ही करू शकता. जर तुम तुम्हाला देखील कोणी असं काही करत असेल ते मग रिपोर्ट करा. अ, करा. रिपोर्ट तर खूप बेस्ट ऑप्शन आहे की जर 10-15 लोकांनी केलं तर त्यांचं अकाउंट बंद होऊ शकतं. आणि सतत म्हणजे असं एखादं चॅनल एखादं सोशल मीडिया पोस्ट अ, किंवा एखादं म्हणू शकतो की अ, सबस्क्रायब जे आपण करतो खूप साऱ्या यूट्यूबर्सना तर ते जर करत असतील. तसं खोट्या बातम्या देत असतील, तर त्यांना तुम्ही ब्लॉक करू शकता किंवा रिपोर्ट मारू शकता.
बरोब बरोबर. हं. अगदी, अगदी. हं. अच्छा. हं. अगदी, अगदी. परमिशन. अगदी, अगदी. बरोबर. हो. बरो रिपोर्ट करू शकतात. अगदीच. अ, तर बघा ना आधी कसं होतं ना कीआधी आपल्या इथे आहे ना 7 च्या बातम्या यायच्या दूरदर्शनवर आणि 15 मिनिटाच्या बातम्या यायच्या, तर एकदम खऱ्या-खऱ्या असायच्या. पण आता सध्या तुम्हाला असं वाटतं का? की एंटरटेनमेंटसाठी काहीही न्यूज दाखवतात आणि लोकांना एं काही लोकं एंटरटेन म्हणूनच, आता बातम्या बघतायत. असंही तुम्हाला वाटतं का?
बरं. हो ना. नक्कीच. म्हणजे लोकं बघा ना, दिवसभर न्यूज बघतात. म्हणजे दिवसभर काहीतरी अरे, इसके स्टारने ये खाया, मटन खाया, सूप पिया <chuckles> म्हणजे लहान मुलांनी कशाला काय गरज आहे? तुम्हाला काय ऐकायचंय ते? नाहीये गरज. तुम्ही जे गरजेचं काय? जे-जे कुठे विकास होत असेल, कोणी काही ते तरक्की केली असेल, कुठेतरी काय टॅक्स वाढला असेल, काही सूचना असतील तर त्या तुम्ही दाखवा ना. एखाद्या ठिकाणी आज पाणी येणार नसेल तर ते दाखवा किंवा ते तुम्ही ते बाकीचं काय करायचंय ना तुम्हाला? म्हणजे लोकं ते बघतील एका ठराविक वेळेमध्ये तुम्ही बातम्या दाखवा किंवा मग आत्ताच आम्हाला आल सूत्रांच्या नुसार, सूत्र कोण आहेत तुमची? खोटी सूत्र <chuckles> सूत्रांवरून आम्हाला कळालेलं आहे, म्हणजे कशाला उगाचच ते खोटं सांगता ना असं किंवा मग ऑनलाईन जसं की येतं, त्यांना आता काय केलं त्यांनी की त्यांचे चॅनल्स त्यांनी एक पेज बनवलं आणि त्याच्यावर पण ते टाकत असतात. म्हणजे एकंदरीत तिथे पण तेच दिसतं, जे आपल्याला टीव्हीवर दिसतं. मग ते पण फेक असं आहे आणि 24 आवर्स त्यांच्या बातम्या चालू असतात, त्याच-त्याच रिपीट. मग हे खूप चुकीचं आहे असं मला वाटतं.
हं. हां, ना. हं. मग ह्या न्यूज ची गरज आहे का? हं, हं. <chuckles> अच्छा, अच्छा. अगदी, अगदी, अगदी. हं. नक्कीच ना. अ, हं. हं. बरोबर. अगदीच. हं. हं. बरोबर. नाही ना. त्यांचे न्यूज पण असेच असतात ना बऱ्याचपैकी, की कुत्ते ने काटा सांपकों आणि हे हायलाइटकरून दाखवतात. त्या म्हणजे आणि त्याच गोष्टी होतात.
<chuckles> बरोबर, बरोबर आणि आतमध्ये काहीतरी कचरा भरलेला असतो.

नक्कीच मी तसं म्हणाला, की पोलीस पण बनतात. तर मागे नाही का 1 पोलीस बनलेला आणि मग त्याला पकडलं खऱ्या पोलिसांनी. त्याची हाइट कमी होती आणि मग त्यांना वाटलं, की ती आणि म्हटलं, असं कसं पोलीस? आणि तो लोकांना फसवत होता आणि मग त्याला शेवटी पकडलं. तर मग मला असं वाटलं, की तुम्हाला काही सस्पिशियस वाटलं ना, तर तुम्ही जरा त्याची कंप्लेंट करा जवळच्या पोलिस म्हणू शकतो, की तिथे की अशा-अशा गोष्टी आमच्या जवळ होतात. आम्हाला हे खरं आहे का? तिथल्या स्थानिक पोलिस स्टेशनला तुम्ही जाऊन, तुम्ही तिथे माहिती घेऊ शकता असं मला वाटतं. किंवा मग काही वेबसाईट मगाशी म्हणायचं त्यांचं तिथे तुम्ही त्या वापरा.
हो. हं. <chuckles> हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हं. हं. हं, हं, हं. बरोबर. हं, हं. नाही, नाही. तुम्ही छान वेबसाईट सांगितल्या. हं, हं.
हो, तर त्या वेबसाईट तुम्ही बघू शकता आणि कधी-कधी फोटो पण फेक असतात, बरोबर? किंवा बघा ना WhatsAppवर पण आपल्याला येतं, की मल्टिपल टाइम्स फॉरवर्डिंग हे. कधी-कधी काय असतं, की एखादा विषय गहाळ करण्यासाठी ते तात्पुरतं आलं असतं. म्हणजे बघा ना, आजकाल पॉलिटिक्स इतकं वाढलेलं आहे, की त्यांचं काहीतरी चालू असतं विचित्र. बघा, आता रेप्स होतात, काही होतं. आणि मग लोकांचं म्हणणं होतं, की माइंड मधल्या काही गोष्टी हटवायला हे अशा काहीतरी अ, ते म्हणतात स्टंट करतात, एकंदरीत. आणि मग त्या गोष्टी आपल्याला खऱ्या वाटतात आणि मग त्या चुकीच्या आहेत. मग मला असं वाटतं, तुम्ही थांबा, जरा शांत राहा. कारण कसं असतं, आपल्याला पण कुठेतरी वापरलं जातं. त्यामुळे एक एकंदरीत त्या म्हणतात ना, की लोकांना असं वाटतं, की अरे, अ, म्हणजे बघा ना कसं असतं, की त्यांना असं वाटतं, की काहीतरी होतंय, काहीतरी झालंय आणि मग ते खोटं असतं आणि त्या त्या म्हणजे खोट्या बातमीमुळे काहीतरी अजून एक काहीतरी नैसर्गिक आपत्ती किंवा काहीतरी ओढावू शकतं आपल्यावर, संकट म्हणा. तर त्या गोष्टी होऊ शकतात म्हणजे एकंदरीत काय, कुठे असेल तर लोकं टेन्शनमध्ये येतात ना आणि मग त्यांना कळलं, की "अरे, इथे हे झालं ते झालं." मग एकदम प्रेशरमध्ये येऊन काहीतरी वेगळंच होऊ शकतं तिथे. आणि मग एक आपत्ती ओढवू शकते आपल्याला मग तिथे म्हणजे काहीही होऊ शकतं. मग मला तर वाटतं, की त्यासाठी तुम्ही पडताळणी करा. ते स्थान शोधा, तारीख बघा किंवा अन वेबसाईट चुकीची टायनी यू-आर-एल वापरतात लोकं. एखाद्या बघा फेक वेबसाईट, ते चुकीचं आहे. तर ते तुम्ही बघा, यू-आर-एल चेक करा, हेडर फूटर चेक करा आणि सर्वात मी तर म्हणेल, की तुम्ही
हं, हं. हं. हं, हं. बरोबर. हं. हं, हं. हं, हं. हं, हं. अगदीच, अगदीच. हो, हो. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं. हं, हं. हं, हं. बरोबर, बरोबर. हं, हं. बरोबर. येस, येस, येस. हं, हं. येस, येस, येस. हो. आणि नंबर तपासण्यासाठी आपण हे पण करू शकतो ना Truecaller वगैरे पण बघू शकतो.
हो, हो. Truecaller यूज करू शकतो आणि मला तर वाटतं, की न्यूज फक्त आता एकच सेफ आहे, ती म्हणजे अल्ट न्यूज आणि बूम लाईव्ह.
हं, हं.